आणि सुंप संप सगळा संपवायचा. <laughs>
सगळा संपवायचा आणि अ, बाबांसाठी मग आम्ही ते शुगर फ्री वगैरे आणलं होतं ना.
हो, हो.
हं. मग तेही आम्ही कमी वापरायचं. आणि जे आमच्या न्यूट्रिशनिस्ट म्हणजे बाबांचे जे डायटीशियन होते, त्यांनी जे-जे आम्हाला लिहून दिलेलं की ब्रेड वापरू नका, ब्रेडमध्ये पण तुम्हाला माहीत नसेल पण एका स्लाइसमध्ये जवळ-जवळ एक चमचा साखर असते.
मग हो. हं, हं. अरे बापरे! पण ब्रेड असं गोड लागत नाही हो जास्त ते मिल्क ब्रेडच गोड लागता. हां.
हं. हो, हो, पण त्याच्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये साखर असते. म्हणजे तुम्हाला वाटतं ना की तुम्ही सकाळी उठून ब्रेड खाताय तुम्ही काही साखर खाल्ली नाहीये तुम्ही बिस्किट खाताय.
हं. अरे बापरे! हं. हां, हां. हो.
तर तुम्हाला वाटतं, "अरे ह्याच्यामध्ये किती साखर असेल?" बरीच साखर असते.
बरोबर. हो, हो.
बऱ्याचशा प्रिझर्व्हेटिव्ह असलेल्या गोष्टी असतात बघा. सॉस असतात बरेचसे अ, काय म्हणतात पॅकेज जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात साखर मग अशावेळी ना तुम्ही घरी जे आपलं सकस अन्न आहे ते बनवायला सुरुवात करा. कदाचित तुम्ही म्हणतात ना थोडासा त्याला असा तडका द्यायचा किंवा थोडेसे त्याच्यामध्ये मसाले वापरले. वरून चाट मसाला किंवा काय फळ तुम्ही देऊ शकता. फळांमध्येही आंबा किंवा अननस अति गोड जी फळं आहेत ना, ती डायबिटीजच्या लोकांना देत नाहीत.
हो, हो. हं, हं. हो. हं. हो. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो बरोबर. फळांमध्ये पण असतं साखर. जास्त गोड फळं आहे ना?
हं. हो, हो. मग पेरू वगैरे त्यां आम्ही त्यांना द्यायचो.
हं, हं. अच्छा. तर खूप छान म्हणजे तुम्ही कशाप्रकारे त्याच्यावरती त्यांच्या आहारावरती निर्बंध आणले आणि सर्व गोष्टी केल्या. तर म्हणजे याच्यासाठी तुम्ही
हं. आणि सुरुवातीला आम्ही सगळ्यांनीच केल्यामुळे ना त्यांना एक उभारी आली की चला सगळेच करताहेत मग आता त्यांना ते प्रेशर आलं. की माझ्यामुळे सगळ्यांनाच करावं लागतंय.
हं, हं. आता हं, हं. हो. आणि मग त्यांनी ते नियम फॉलो केले आणि त्यांनी विचार केला कुठेतरी असं वाटतं असेल ना की ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठीच घडताय किंवा माझ्या आरोग्याच्या काळ काळजीसाठीच घडताय. तर म्हणजे ते खूप छान केलं की ते त्यांनी कुटुंब पण एकत्र दिसतंय आणि काळजी घेणारं पण दिसतं. तर म्हणजे कधी-कधी बजेटवरती याचा परिणाम होतो का? कारण की शुगर फ्री गोष्टी आम्ही पाहिल्यात की अ, खूप महाग असतात आणि अ, जे डायबिटीज झालेले लोक आहेत की त्यांना त्याच प्रमाणामध्ये अ, फळं आणावं लागतात, भाज्या आणाव्या लागतात. आणि याच्यामुळं आपलं बजेट वेगळं आपल्या अ, सवयी आवडी-निवडी वेगळ्या, त्यांच्या वेगळ्या अशा दोन गोष्टींमध्ये विभागणी होती का या बजेटची, पैशाची वगैरे? हं, हं.
हो, हो. हं. हं. हं. हो, हो. हं. हं. हं. हो, हो. मी तुम्हाला खरं सांगेन की हो. बजेटची थोडीशी वर-खाली होते. कारण मी खरं सांगू का तुम्हाला की आता आमच्या घरात आम्ही 4-5 माणसं आहोत.
हं, हं. बरोबर.

नारळ पाणी जर तुम्ही ठरवलं, की सगळ्यांना नारळ पाणी घ्यायचंय सकाळी उठून. जे आम्ही पीत नव्हतो अगोदर तर प्रत्येक नारळपाणी जवळ-जवळ एक ₹60-₹80 ला असतं.
हं, हं. हं, हं. हं, हं.
आणि ते 4-5 जणांना म्हणजे जवळ-जवळ ₹200-₹250 काही पेक्षा ₹300 पकडा.
अच्छा. अच्छा, बरोबर.
हां, दोन तीन जणांना प्यायचं असेल तर मग तो तितका खर्च तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सकाळी उठून करायचं.
हो.
आणि मी तुम्हाला खरं सांगू का की बघा, ह्या ज्या उकडलेल्या भाज्या आम्ही आम्ही सगळेच खायचो आणि त्याच्या अगोदर आम्ही सॅलाड खायचो. मग सॅलाडमध्ये येणाऱ्या गोष्टी आणि ते कट करायच्या, त्या ठेवून द्यायच्या, त्या रोज ती सवय लावायची. तर बरोबर म्हणताय, अगदीच डाळ भात ह्याच्यासाठी थोडा कमी खर्च होतो. पण मग सॅलाड आहे तुमचं, कोशिंबीर तुम्ही नाही आणि ज्या भाज्या असतात ब्रॉकली वगैरे आम्ही बाबांना द्यायचो झुकिनी वगैरे आणि त्या थोड्याश्या अशा सॉर्ट म्हणजे त्याला स्टीम करून मग मी त्याला सॉटे करायचे आणि मग बाबांना द्यायचे.
हं, हं. बरोबर. हो. हो. हं, हं. हं, हं. <laughs> बरोबर. हं, हं. हं. हो, हो. हं, हं. हं. अगदी बरोबर. म्हणजे खूप छान तुम्ही सांगितलं की ह्या गोष्टीचं बजेट पण हे बजेट हां, सांगा?
आणि कधी-कधी मग हां, भोपळ्याचं सूप वगैरे किंवा टमाटर सूप जेही त्यांना रात्री आवडेल तसं. कारण की रात्रीचा आहार कमी घ्यायचं. म्हणजे तुम्हाला झोपताना काहीतरी हेवी नाही खाऊ शकता तुम्ही.
आणि मग तुम्ही हं, हं. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप छान. म्हणजे एवढी काळजी तुम्ही घेता म्हणजे आ ही कमीच लोकं करतात आणि सुनांनी काळजी घ्यावी सासऱ्याची म्हणजे एक वेगळेच प्रकारचं प्रेम दिसतं, आहे ना. त्यांच्या आहार आहारावरती निर्बंध लावून आणि त्यांच्या त्या आहारासाठी हं, हं.
हं. पण अ, खरं सांगू का? त्यांचा स्वभाव इतका मिश्कील आहे ना, ते इतके विनोद करतात त्यामुळे मला ना ते अक्षरशः गळ घालायचे हो, म्हणजे मला असं वाटायचं खरंच सासरे नाही तर खरंच कोणीतरी लहान मुलगा आहे असं. "हे बघा मी फ्रीजमध्ये आणून ठेवलंय हां. छान आणून ठेवलंय आज श्रीखंड. पुऱ्या कर आणि दे मला बरं का आपण दोघे खाऊ." मला ना असं वाटायचं, खरंच माझा कोणी वर्गमित्र असल्यासारखं, "दे मला." सांगायचे इतकी मजा यायची ना. पण ते तब्येतीवर त्यांच्या बेतायचं ना म्हणून मग ते मला करायला नको वाटायचं, की "नाही, नाही बाबा नको."
हं, हं. <laughs> हां. अच्छा, हां. हं, हं. हां, हां. <laughs> अरे वाह! अच्छा. हं, हं. हो. हं, हं, खूप छान.
तर त्यांचा स्वभाव खरंच इतका मिश्कील असल्यामुळे मग खूप मजा यायची.

अच्छा, ते म्हणजे डायबिटीज पेशंटसाठी व्यवस्थित नसतं का?
अच्छा, अच्छा. ठीक आहे. मला माहीत नव्हतं ते. हां, बोला ना. मग गहू आणि कमी केलेत.
मग त्यांच्या हां.
हं, हं.
आणि दूध वगैरे त्यानं त्या म्हणजे ते लॅक्टोज इंटॉलरंटपण आहेत. मग ते दूध वगैरे, जसं श्रीखंड, चहा वगैरे. मग अशा गोष्टी आम्ही त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना, म्हणजे सगळ्यांनीच आम्ही म्हणजे त्यांना म्हणतात ना, की असं वाटायला नको की, "अरे, आपल्याला असं वगळलं वगळलं जातंय."
हं, हं. अच्छा. हं, हं. हो.
म्हणून मग हळू-हळू आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की, "बघा बाबा, आम्ही पण करतोय." मग बऱ्याच गोष्टी अ, त्यांना सांगितलं होतं की जसं डायबिटीज त्यांना आहे, उच्च रक्तदाबपण आहे. मग ठराविक त्यांच्या खाण्याच्या वेळा आम्ही पाळतो.
अच्छा. अच्छा, म्हणजे तुम्ही
वेळेप्रमाणे त्यांना जेवण आम्ही, असं टाईम-टु-टाईम दिलं, त्यांना आम्ही देत जातो. कारण की त्यांच्या गोळ्या असतात.
हं, हं. अच्छा म्हणजे
मग अशा वेळी
हां, सांगा.
हां, हां. मग अशावेळी ना, म्हणजे मी मग त्यांना सांगितलं की, "बाबा, थोड्या कमी तेलाच्या, थोडंसं म्हणतात ना ते, खोबरं घातलेल्या आणि अगदीच चमचाभर तेल असलेल्या भाज्या मी त्यांना द्यायचे. कधी नाचणी, कधी ज्वारी, कधी बाजरी आणि छोटीशी भाकर, जास्त भाजी. काय"
<chuckles> ओ, हो. हं, हं. हं, हं. हो, हो, अच्छा. अच्छा, अच्छा. <chuckles> आणि मला हे सांगा ना, मग तुमच्या सासूबाईला ज्यावेळेस माहीसव माहिती होते की हे अशा प्रकार करतात किंवा अ, हे यांचं म्हणजे खाण्यासाठी देतात, त्यावेळेस नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया होती तुमच्याविषयी? <laughs> अच्छा, अच्छा. हं.
हं. हं. नाही, त्यांना नाही सांगितलं आम्ही. मी मी माझ्या मिस्टरांनाच सांगितलं की, "असं-असं आहे." म्हणून त्यांना सांगितलं असतं, तर त्यांना म्हणजे थोडं जास्त वाईट वाटलं असतं. कारण की त्यांनी इतकी वर्ष म्हणतात ना, की अक्षरशः म्हणजे लहान मुलासारखी त्यांची काळजी घेतात त्या.
हां, हां, हं, हं.